आजच्या काळात किती सावध राहावं लागतं, किती सारे स्कॅम होतात आणि किती सारं म्हणजे आपण म्हणतो ना फेक प्रोफाइल बनवलं जाते किंवा कोणाची तरी आयडेंटिटी चोरली जाते. किती प्रकारचे म्हणजे फसवणूक होत आहेत. तर अशा वेळेस फसवणूक कधी तुमच्या बरोबर झाली, असं असेल तर मग त्यावेळेस नेमकं काय घडलं? जरा सांगणार का?
नक्कीच. नक्कीच फसवणूक झालेली आहे. तर अ, मला <chuckles> मला आवडेल अनुभव शेअर करायला. तर 3 वर्षापूर्वी काय झालं ना की माझा करियर गॅप होता 4 एक वर्षाचा. तर आपण काय होतो की जसं की आपलं लहान बाळ वगैरे येते. मग आपण थोडंफार अ, बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्ट होतो नाही का? तर मग मी मी काय करत होते की विरंगुळा म्हणून मी असं पार्ट टाईम जॉब बघायला सुरुवात केली. म्हणजे मला घरी राहून-राहून कंटाळा आला होता त्यामुळे.
अरे बाप रे! सांगा ना. हां. हं.
तर असंच सर्च करत असताना ना एके दिवशी काय झालं की माझ्या प्रोफाईलवर एक मेसेज आलेला होता आणि त्यांनी लिंक शेअर केली होती की या इथे अकाउंट म्हणजे क्रिएट करा, रजिस्ट्रेशन करा आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे असं वगैरे मग मी ते केलं रजिस्ट्रेशन. त्यानंतर अ, मग अ सुरुवातीला काही त्यांनी टास्क दिले होते की तुम्हाला असं ऑनलाईन असिस्टंटच काम आहे बा. अ, पर्चेस वगैरे करावं लागेल पण सध्या तुम्हाला काही पर्चेस करायची गरज नाही. आम्ही म्हणजे अ, त्या ऑर्डर म्हणजे जे काही प्रॉडक्ट्स असतात त्यावेळेला व्ह्यू केल्यानंतर त्याचा तुम्हाला सॅलरी दिली जाईल म्हणून. तर सुरुवातीला त्यांनी मला 1-2 जे प्रॉडक्ट व्ह्यू केले त्याचं मला कमिशन दिलं. तर मला माझ्या अकाउंटला पण ते क्रेडिट झालं. तर मला असं वाटलं, की ते जेन्यूइन आहे यावर विश्वास करायला काही हरकत नाही आणि मी ते केलं. मग पुढच्या काही स्टेप्समध्ये असं होतं की ते प्रॉडक्ट व्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला ना अ, म्हणजे आता हे कमिशन देण्यात येईल. पण त्यासाठी तुम्हाला, आधी तुमच्या जवळचे म्हणजे पैसे खर्च करून 1-2 प्रॉडक्ट्स विकत तर घ्यावं लागेल आणि ते तुम्हाला देण्यात येईल. तर मी सुरुवातीला केलं.
बरं. हं. बरोबर. हं. बरं. हां. अरे बापरे! <chuckles> म्हणजे जी एका प्रकारची पिरॅमिड स्कीम जसं म्हटलं जातंय, की तुम्ही पहिले पैसे त्याच्यात टाका आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याची सेल करा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल असं म्हणा.
अज नक्की नक्कीच. हं, हं. आणि जो पेड करायचं सुरुवातीला अमाउंट जो होता ना तो अगदीच बेसिक होता ₹100-₹200 तर आपण असा विचार करतो ना की 100-200च तर आहे तर काय होणार आहे? ठीक आहे करून बघूया. तर अ, त्यामध्ये एक म्हणजे ते टास्क होते म्हणजे तो टास्क पूर्ण करण्यासाठी आपल्याला दोनदा पे करायचं होतं. तर एकदा 100 आणि एकदा 200 असे ₹300 मी टोटल पे केले आणि त्यानंतर मला परत कमिशन मिळालं तर आता असं झालं होतं, की मला पूर्णपणे त्या साइडवर विश्वास झाला होता. म्हणजे असं होत होतं की आपण काम करतो आहोत आणि 10-15 मिनिटं मिनिटानंतर लगेच आपल्याला ते कामाचा मोबदला आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत आहे. तर मी त्यामध्ये त्या चेनमध्ये फसत गेले आणि तिसऱ्यांदा असं सांगितलं त्यांनी की परत, आता तुम्हाला जर का कंटिन्यू करायचं असेल, तर परत तुम्ही ॲप्लाय करा. त्या प्रॉडक्टला व्ह्यू करा. तर मी परत केलं आणि यावेळेला जसं मी पहिल्या वेळेला 2 टास्कमध्ये 100 आणि 200 असे इन्वेस्ट करायचे होते. यावेळेला झालं असं की ते जो 100-200चा जो अमाउंट होता, तो 100-200 ऐवजी 1,000-2,000 होता हां. आणि नक्कीच.
हं. बरोबर. ठीक आहे. हां. बरोबर. <chuckles> हं. काय म्हणता. मग त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं अ, असं थोडं जसं म्हणतो ना की थोडी बत्ती चमकली आणि मग वाटलं की हे चाललंय काय? मग अशा वेळेस बघा ना तुम्हाला लगेच जेव्हा कळालं की आता हजार रुपये मागत आहे, ₹2000 म्हणजे काहीतरी भलतंच चाललंय. अशा वेळेस तुम्हाला नेमकं काय वाटलं आणि कोणत्या गोष्टींनी तुम्हाला संशय आला किंवा म्हणजे तुम्ही कोणते अशे जसं आपण म्हणतो ना रेड फ्लॅग्स आणि लाल झंडे, आपण म्हणजे कोणत्या हो. की जे तुम्ही बघूनच तुम्हाला वाटलं की अरे बापरे! हे म्हणजे गोंधळ आहे?
हं, हं. थोडसं वाटलं हं. हं. अ नक्कीच. <chuckles> हां. जेव्हा सुरुवातीला मी 100-200 पे केले ना तेव्हा तिथे फक्त 2 टास्क पेंडिंगमधून दाखवत होते. म्हणजे ते पै पे करायच्या आधी आणि आता या वेळेला पहिलं अमाउंट त्यांनी शंभ हजार रुपये पेड करायला सांगितला. दुसरा 2000 आता होता आणि हे 2000 भरूनही ते काही चक्र थांबणारं नव्हतं तिथे 5 टास्क आलेले होते. म्हणजे जर का मी 1000 2000 3000 असा अमाउंट 5 वेळा जेव्हा पेड करेल तेव्हा तो मला नंतरचा पेमेंट मला मिळणार होता का किंवा नसताही मिळाला नाही का? तर अ, हं. तर हे जेव्हा थोडंसं बत्ती पेटली माझी, तेव्हा म्हटलं, अरे इसमें कुछ तो गडबड है. दया कुछ तो गडबड है
बरोबर. हां. अरे बापरे! हां. हां. अरे बापरे! मग अशा वेळेस तुमच्या कुटुंबाचा किंवा तुमच्या मित्रमंडळीचा काय प्रतिसाद आणि प्रतिक्रिया त्यांची काय होती. म्हणजे त्यांना माहित होतं का काय चाललंय आणि जेव्हा त्यांना कळालं की अशी फसवणूक झाली आहे. तर मग त्यांची काय प्रतिक्रिया होती. त्यांना राग आला का? त्यांना तुमच्यावर राग आला का, ज्यांनी ज्या कंपनी नी तुम्हाला फसवलं त्यांच्यावर राग आला. काय होतं?
हं, हं. हं, हं. <chuckles> नक्कीच. आता हे मी जे काम क चालू केलेलं होतं अगदीच अर्ध्या एक तासातच इतकं काम झालेलं होतं. तर अ, मी एका माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला सांगितलं, "हा-हा, असा-असा प्रकार आहे." आता पुढे जर का ते म्हणत आहे, की तुम्हाला कमिशन हवं असेल तर ते टास्क पूर्ण करा, तर अ, ती म्हणाली, "अरे वेडे स्टॉप कर. हे सगळं फेक असतं. आता तू सध्या घरीच राहते त्यामुळे तुला बाहेरचं कदाचित माहिती नसेल. पण आजकाल हे असं सगळं चाललेलं असतं. लोकांची फसवणूक वगैरे होते." तर मग अ
बरोबर. हं, अरे बापरे!
मी ना अ, ते अकाउंट ब्लॉक केलं सगळ्यात आधी. हां आणि माझं अ, मी तर सर्वात प्रथम जो मी बँक अकाउंट लिंक केलेलं होतं ना, ते मूव्ह करून टाकलं.
अरे बापरे! हो, हो. हं. अच्छा! मग त्याबद्दलच मला तुम्हाला विचारायचं होतं, की असं मग आता कळालं तुम्हाला, की हे असे लाल झंडे आहेत. मग कळालं ही फसवणूक चालू आहे. मग ह्या धक्क्यानंतर तुम्ही तात्काळ तुम्ही काय पावलं उचलली? जसं तुम्ही बँकेबद्दल सांगत होते, तर त्याबद्दलच हो, थोडंसं अजून सांगा आणि मग पोलिसात तुम्ही काही एफ-आय-आर किंवा तक्रार तुम्ही नोंदवली का? आणि मग साक्षी पुरावे काही जपले का की जेणेकरून तुम्हाला प्रूव्ह करता आलं की या कंपनीने मला धोका दिला?
हं, हं. हो, हो. मी हो, आता धोका म्हणला धोका तर होणारच होता. पण मी माझ्या थोडी सावधानगी बाळगली. म्हणजे पुढचे जे टास्क होते ते कंप्लीट नाही केले. नाहीतर नक्कीच मला वाटते हां. मला वाटते मी नक्कीच फसवल्या गेले असते लोकांकडून त्या, तर मी काय केले ना अ, आधी जो माझ्या बँकेचा कस्टमर केअर नंबर होता त्यांना कॉल केला आणि माझं अकाउंट बंद करायला सांगितलं. हे एक पहिलं पाऊल उचललं आणि दुसऱ्यांदा मग मी सायबर क्राईमला कंप्लेंट केलेली की असा-असा प्रकार होतोय, तर तुम्ही आता माझी फसवणूक व्हायला म्हणजे आता माझं तर जे त्यांनी बोलले ते एवढा अमाउंट मला मिळाला होता. त्यामुळे मी पूर्ण त्यांना असं नव्हते म्हणू शकत की माझी फसवणूक झालेली आहे, नाही का? म्हणजे ती होणार होती पण अ, कुठेतरी माझ्या सावधानगिरीने नव्हती झाली. तर अ, ते म्हणायला फोन वर त्या लोकांनी सांगितलं मला की ठीक आहे बा, पण परत काही अशी कुठली लिंक किंवा रजिस्ट्रेशनचं काही आलं तर ते करू नका. आणि मग तो नंबर जो होता ज्यामुळे मी म किंवा जो सर्कल होतं, ज्यामुळे मी त्यांच्याशी कनेक्ट झाले होते, तर त्यांनी त्याची माहिती वगैरे घेतली आणि ते त्यांनी मग पुढचा प्रकारे जे काही करायचं होतं ते त्यांनी केलेलं असेल. पण मला यातून एकच म्हणजे शिकायला मिळाले की बाबा शॉर्ट-टर्म जे आपल्याला प्रॉफिट असतं, त्यामध्ये फसायचं नाही. कुठल्याही प्रलोभनांच्या आहारी जायचं नाही. <chuckles>
बरोबर, बँकेला सांगून. हो. हम्म. बरं. बरोबर, हो. हं. हां. हं. अरे बापरे! हो ना. अगदी बरोबर. मग अशावेळेस अ, असं परत तुमच्यासोबत कधी झालं का? दुसऱ्या कुठल्या रूपेत मग, त्यावेळेस तुम्ही पटकन त्या गोष्टीला ओळखलं असं झालं का? असं काही थोडक्यात सांगणार का?
हं, हं. हो. नक्कीच. मग मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय करून ठेवलेलं होतं तर, त्या लोकांचे मला मेसेज यायचे की हा हे YouTube प्रमोशन म्हणा किंवा Instagram प्रमोशन. म्हणजे त्यामध्ये पण मी एक दोनदा बघितलं होतं. झालं असं होतं की सुरुवातीला काय करतात की आपल्याला काही लिंक्स प्रोव्हाईड करतात YouTubeच्या. मग त्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, त्यांना लाइक करा किंवा कमेंट देतात ते करायला सांगतात आणि सुरुवातीच्या दोन तीन टास्कला आपल्याला पैसे पेड करतात आणि 4था जो टास्क असतो त्यांचा, पेड टास्क असतो. त्यामध्ये आपल्याला अ, काही ना काही इन्व्हेस्टमेंट सांगितलेली जाते आणि मग आपल्याला थोडं कमिशन दिले जाते जेणेकरून, आपला त्यावर विश्वास बसला पाहिजे आणि मग त्यानंतरची स्टेप जी असते ती आपल्याला गुंडाळणारी असते. <chuckles> तर तेव्हापासून मी
हम्म. बरोबर. हम्म. अच्छा. अरे बापरे! मग असं बघा ना, जेव्हा तुमच्या बरोबर ते झालेलं की तुमच्याकडून ₹100 ₹200 मग हजार रुपये मागितले. मग पुढे काय झालं हो? म्हणजे तुम्हाला पैसे परत मिळाले का? आणि कायदेशीर काही कारवाई तुम्ही म्हणजे सुरू करावी लागली का? इतरांना काय सल्ला द्याल तुम्ही थोडक्यात?
हं, हं. नक्कीच. मी तो जो नंबर होता, मी स्वतः ब्लॉक केला आणि त्याला रिपोर्ट केला होता. पोलिसांना पण तो नंबर दिला होता. आता मी कंप्लेंट रीतसर अ, म्हणजे केली नव्हती. कारण माझे पैसे जे ते बोलले होते ते, मिळाले होते. सपोज मी जर का पुढचे इन्वेस्ट केले असते तर ते नक्कीच मिळाले नसते. नाही का?
हं. अगदी बरोबर. हो ना.
अहं, तर मग त्या पोलिसांनी वगैरे तो नंबर हे केला आणि काही असतं ना त्यांचं काही, सायबर सिक्युरिटी वगैरे त्या नंबरवर लक्ष ठेवणे वगैरे, हे असा प्रकार झाला आणि त्यानंतर मी हे सगळे इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारात कधी अडकलेच नाही आणि माझे जे काही ग्रुप्स होते, त्यांना सांगितलं की हे अशा-अशा प्रकारचं स्कॅम चाललेलं आहे. तर सगळ्यांनी अलर्ट राहायला पाहिजे.
बरं. हम्म. छान. अरे बापरे! म्हणजे त्या गोष्टीला जास्त एंटरटेन करू नये.
हं, हं. <smacks lips> मग कसं होतं ना की आपल्यामुळे, आपल्या अनुभवातून आपल्याला दुसऱ्यांना पण काही सांगायला मिळतं किंवा असं काही होते बा असं, म्हणजे त्यांना पण माहिती मिळते. तर मग जेव्हा
अरे बापरे! हो. हो. किती छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला सांगितलं बघा, की फसवणूक तुमच्या बरोबर घडली ही, पण तशा वेळेस पण तुम्हाला म्हणजे त्याच्यातून काय शिकायला भेटलं आणि परत असं होऊ नये तुमच्याबरोबर, त्यासाठी पण तुम्ही पावलं, तुम्ही उचललंय आणि खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं आणि माझी आशा आहे की परत तुमच्या बरोबर कधीच असं होऊ नये. आपण नक्की बोलूया आणि भेटूया परत. धन्यवाद तुम्हाला.
नक्कीच. आपलेही खूप-खूप आभार. आपण दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद!